तर आत्ता आपण सोशल मीडिया वगैरे तर मोठ्या प्रमाणात वापरतो. तर अ, पासवर्ड आणि सिक्युरिटीची साधी काय सवय ठेवता म्हणजे तुम्ही वापरण्यासाठी की आपण सेफ राहावं यासाठी?
हं, हं. नक्कीच. मला तर वाटते पासवर्ड खूप महत्वाचा आहे तुमचा आणि तो सिक्युअर आणि सेफ राहण्यासाठी म मला तर वाटते आपण प्रत्येकाने म्हणतात ना चांगलं चांगल्या गोष्टी नेहमीच लक्षात ठेवल्या पाहिजे कारण आपण बघा ना पासवर्ड जर कोणाला दिला, पहिली गोष्ट तर पासवर्ड कोणासोबतच शेअर करू नका. ही एक त्याचं म्हणजे गोष्ट आहे, की कोणासोबत तुम्ही शेअरच करू नका. भलेही काही असतं तर. कारण कसं असतं, की आप हं, आपण एखाद्याला शेअर करतो. त्याच्यादेखील काही मनात नसतं. मग अ, कोणतरी कधी तो चुकून कोणाला बोलला किंवा काय झालं तर मग समोरच्याचं काही सांगता येत नाही. आणि मग ज्याला सांगितलंय त्याला पण त्याचं पण काही सांगता येत नाही. म्हणजे आजकाल ट्रस्ट ठेवणं खूपच हे झालेलं आहे. एकंदरीत.
अ, हो, बरोबर आहे की. हां. बरोबर आहे की. पण पास हां. हो. <chuckles> <chuckles> खरं आहे की. पण अ, तुम्ही पासवर्ड बनवताना म्हणजे कशा पद्धतीने बनवता किंवा कोणत्या गोष्टीचा विचार करता पासवर्ड बनवताना वगैरे?
आणि हं. नक्कीच. मला तर वाटतं पासवर्डच एक आपला आहे, की त्याच्यामध्ये कॅरेक्टर लागतात 7 किंवा 8. 8 तर लागतातच किंवा मग 5 लागतात. तर 5 आणि अ, एकदम परफेक्ट पासवर्डसाठी तुम्हाला वाटेल, की तुम्ही एक अ, 5 कॅरेक्टर, एक म्हणतात ना @ किंवा जे स्पेशल कॅरेक्टर असतात ते सगळे तुम्ही घेऊ शकता. 1 नंबर घेऊ शकता. म्हणजे जो तुम्हाला हवा तो.
हां, बरोबर आहे की. हां. हां. बरोबर आहे की.
हां. आणि 1 किंवा 2 नंबर घेऊ शकता तुम्ही, म्हणजे स्पेशल कॅरेक्टर तर लागतंच आपल्याला परफेक्टसाठी आणि नंबर आणि टेक्स्ट म्हणजे अ, कॅरेक्टर तर हे खूप महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये मला तर वाटतं, की तुम्ही तुमची कधीच कुठला पासवर्ड म्हणून बर्थ डेट ठेऊ नका. कारण ती कुठेही, म्हणतात ना, लगेच अवेलेबल होऊन जाते आणि कोणाला पण ट्राय आणि एरर जेवढा ट्राय एंड एरर मेथड असते, जिथे आपण करतो. हो, मग ते करू शकतात आणि लगेच अ, कळून जातं कारण का एक एक कॅरेक्टर जर तुम्ही तिथे टाकून, अ, ट्राय करत असाल, तर मला तर वाटतं पासवर्ड क्रॅक करणं हे खूप अ, लगेच म्हणजे गोष्ट, साधी गोष्ट आहे. एकंदरीत असं मला वाटतं.
आणि हं, बरोबर आहे, पण आता अ, हां. बरोबर आहे की म्हणजे फार सोपं आहे. अ, हो. बरोबर आहे ना किंवा आत्ता सुरक्षा ठेवणं तर तसं म्हटलं, तर महिलांना वगैरे पण फार तशी गरजेची आहे. मग काय वाटतं, की हं, बरोबर आहे की मग पासवर्ड ठेवताना म्हणजे कुठं-कुठं पासवर्ड ठेवू शकता तुम्ही? जर का तुमचा फोन असेल किंवा सोशल मीडियावर अजून काही प्लॅटफॉर्म्स असतील, तर कुठं-कुठं पासवर्ड नक्की ठेवावेत, असं वाटतं? कारण फोनला तर असतो. अजून ईमेलला असतो. तर अशा पद्धतीने आपण कुठं-कुठं ठेवू शकतो किंवा म्हणजे, आपली सगळी जी माहिती आहे की व्यवस्थित पद्धतीने सुरक्षित राहील?
हो ना, महिलांना तर खूपच. हं. हं, हं. मला तर वाटतं बघा की पासवर्ड मॅनेजर तुम्ही वापरू शकता जिथे अ, पासवर्ड म्हणतात ना अ, की पासवर्ड आपल्याला व्यवस्थित राहील, सिक्युअर राहील किंवा कधी-कधी बघा आपल्याच फोनमध्ये आपण जर पासवर्ड की मॅनेजर युज केलं किंवा पास कीज तुम्ही युज केल्यात. तिथं तुमचा पासवर्ड सेव्ह राहील आणि कुठेही तुम्ही म्हणता लिहिल्या लिहितो आपण तो पासवर्ड आणि मग त्याचा म्हणतात दुरुपयोग होऊ शकतो. तर एकंदरीत मला तर वाटतं की तुम्ही अ, मला वाटतं, की आयफोन वापरत असाल किंवा कोणताही अँड्रॉइड फोन वापरत असाल, तर पास की किंवा पासवर्ड प्रोटेक्टर आहे जो आपण पासवर्ड मॅनेजर म्हणून युज करतो. तिथे आपले ऑल पासवर्ड जिथे आपण साईडला लॉगिन केलेलं असतं ना, तर ते सगळे पासवर्ड मला तर वाटतं एकदम व्यवस्थितरीत्या अ, सेव्ह राहतात. आणि खरंच हे खूप गरजेचं आहे कारण कसं आहे एखाद्या ठिकाणी आपला पासवर्ड लिहिणं आहे ना तर ते चुकीचं होऊ शकतं. म्हणजे पासवर्ड आपण लिहितो कुठेही.
हां. हां. बरोबर आहे की. <chuckles> हो. बरोबर आहे की. <chuckles> हां, हां. हां, हां. हं. बरोबर आहे की.
आणि मग तो कोणाला तरी सापडतो आणि मग एकंदरीत आपणच त्या म्हणतात ना, कचाट्यामध्ये सापडू शकतो. आणि पासवर्डही मला तर वाटतं खरंच लिहिण्याची गोष्ट नाहीये. आपल्या स्वतःपुरतं सेफ राहिलं तर नक्कीच. तुम्ही नोट म्हणून लिहू शकता ते पासवर्ड काही हरकत नाही. पण त्याला आपण एक म्हणतात ना अ, की असली पाहिजे किंवा तुमचा फेस आयडी असला पाहिजे, त्याला फेस आयडी शिवाय ते कोणालाच कळणार नाही, एकंदरीत असं मला वाटतं.
नक्कीच. अ, हां बरोबर आहे की. म्हणजे काय तुम्ही पहिल्यापासूनच म्हणजे पासवर्ड किंवा सिक्युरिटीची एवढी काळजी घेता की अशी कोणती घटना आहे की त्यांनी तुला तुम्हाला प्रवृत्त केलं की बाबा आता पासवर्ड आणि सिक्युरिटीची फार गरज आहे किंवा मी ॲप वापरीन किंवा जरा थोडा अजून सुरक्षितता बाळगणं गरजेचं आहे.
नक्कीच, मला तर वाटतंय की काय होतं की अ, सिक्युरिटीची तर गरज आहे. मला पासवर्ड मला माहिती होतं की ते व्य व्यवस्थित ठेवावं. कधी मी नाव ठेवलंच नव्हतं माझं आणि जरी ठेवलं, तर त्यातले मी 2-3 कॅरेक्टर तर गायबच करायची कुठेतरी. आणि न म्हणजे ज्या नंबरच कॉम्बिनेशन आपण ठेवू शकतो. त्याच्यामध्ये माझ्या बर्थडेटच कॉम्बिनेशन मी कधीच ठेवलं नाही मला तर वाटतंय. किंवा कोणाचंच नाही. तुम्ही काही असं वेगळं ठेवा तुमच्या घराच्या, तुमच्या गाड आणि लोकांना आजकाल घाणेरडी सवय काय लागली आहे माहिती आहे? ते त्यांच्या गाडीचा नंबर ॲज अ पासवर्ड ठेवतात. तर ते खूप चुकीचं आहे. तुम्ही का म्हणजे ठेवा तुमच्या गाडीचा नंबर पण काहीतरी म्हणतात की त्याला लगेच ओळखू शकतो. म्हणजे तोच त्यांचा पासवर्ड असतो आणि मला तर वाटते लोकं एकच पासवर्ड एका हजार म्हणजे कॉपी पेस्ट वन टू मेनी करतात. म्हणजे एकच पासवर्ड सगळ्या अकाउंट्सचा तो सेम पासवर्ड कारण त्याच्या लक्षात राहील. ठीक आहे चांगलं आहे हे, मला तर वाटते. पण मग तो ना तुम्ही व्यवस्थित तो असा पासवर्ड ठेवा ना की तो कोणालाच क्रॅक करता आला नाही पाहिजे. आणि ते खूप कठीण ठेवा. जेव्हा तो तुम्हालाच समजेल आणि तो कुठेतरी लर्न करा लिहून ठेवा आणि तो दिला असेल तर मला तर वाटत की पासवर्ड मॅनेजरचा किंवा म्हणू शकतो की अ, तिथे तुम्ही ना आपलं अ, फेस आयडी म्हणा किंवा लो लॉक करतो आपण की लॉक ॲप असतात की तर तुम्ही तो सेव्ह करा. जेणेकरून कोणाला कळणारच नाही असं मला वाटतं.
हां. हं. <chuckles> बरोबर आहे की. हं, बरोबर आहे. नक्कीच, तेवढं नाही पाहिजे. <chuckles> बरोबर आहे, म्हणजे लगेच ओळखण्यासारखं आहे म्हणता येईल. <chuckles> हो, बरोबर आहे की. हां. बरोबर आहे की. हं, हं. तर तुम्ही ह्या दुसऱ्या गोष्टींचा काही वापर करत नाही का? की टू फॅक्टर ऑथेंटिकेशन असेल किंवा ह्या गोष्टी काही अशा, की ज्यांचा वापर तुम्ही करत असाल अशा काही गोष्टी?
नक्कीच, नक्कीच. मी तर करतेच. कारण Gmailला तर मला गरज, Gmail आपण अशी गोष्ट आहे, की ती रोज वापरतो आणि Gmail शिवाय मला तर वाटतं काहीच आपल्याला काहीच करू शकत नाही आपण अँड्रॉइड फोनमध्ये म्हणा किंवा Apple फोनमध्ये. कारण सगळं आजकाल आपल्या Gmailवर येतं. आपला फोन नंबर खूप महत्त्वाचा आहे. फोन नंबर देखील म्हणतात, की आपला एक अ, महत्त्वाचा घटक आहे आणि फोन नंबरवर नंतर ओ-टी-पी येतो आपल्याकडे. त्यामुळे मला तर वाटतं, की आपल्या फोनला आपण पासवर्ड असणं खूप गरजेचं आहे. असं नाही, की तुम्ही फोन ठेवलाय आणि मग त्यात नंबर टाकलाय आणि तुमच्यावरून तो स्क्रीनवरून दिसतंय आणि कोणी पण लगेच तुमचा अ, ते ओ-टी-पी घेऊन म्हटलं ना, की डायरेक्ट अरे, ओ-टी-पी आला दिसतो त्यावरून स्क्रीनवर ना. तर मला तर वाटतं, की मेसेजला तुम्ही कधी पण ना ते नोटिफिकेशन ऑफ करा. डायरेक्ट तुम्ही जेव्हा ओपन कराल तेव्हाच तुम्हाला ते ॲपमधनं तुम्हाला दिसलं जाईल. कारण कसं असतं, की लोकांना आणि मेन गोष्ट म्हणजे 4 अंकी पासवर्ड लक्षात ठेवणं ही खूप मोठी गोष्ट नाहीये. कोणीही 4 अंकी पासवर्ड एका नजरेमध्ये लक्षात ठेवू शकतं. तिथे तुम्ही तो 6 अंकी ठेवा असं मला वाटतं जिथे गरज आहे किंवा कधी-कधी बघा ऑप्शन्स असतो आपल्याला 6 अंकीचा पण. तर मला असं वाटतं, की तसा तुम्ही ठेवा एकं
हो. बरोबर आहे ना. खरं आहे की. नक्कीच. हं, हां. हं, हं. बरोबर आहे की. खरं आहे ना. बरोबर आहे की. हां. हो. बरोबर आहे. हां, तर आता सार्वजनिक ठिकाणी वायफाय वगैरे पण आपण बऱ्याचदा वापरतो ना. मग आता कुठं गेलो तर आता बाबा आपल्याला नेटची गरज आहे. तिथं वायफाय आपल्याला लागणार आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही जर का कनेक्ट करणार असाल, तुमचा फोन असेल किंवा कॉम्प्युटर असेल काय असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही कोणत्या गोष्टींची काळजी घेता? म्हणजे की बाबा ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत, नाही तरी आपली म्हणजे थोडी सुरक्षितेची हानी होऊ शकते या ठिकाणी?
हं, हं. नक्कीच. मला तर वाटतंय खूप गरजेचं आहेत ह्या गोष्टी, की आपण अ, खूप गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. अ, कारण कसं आहे की हे ज्या, हे खूप सिक्युअर अ, म्हणजे म्हणू शकतो की या सिक्युअर गोष्टी आहेत एकंदरीत आणि आपला ओ-टी-पी येतो किंवा सार्वजनिक ठिकाणी आपण वायफाय वगैरे अ, युज करतो ते, ते तुम्ही वापरूच नका, मला तर वाटतंय. कारण कसं असतं की आपला सगळं त्याच्यावर डेटा जाऊ शकतो, त्यांना कळू शकतं, कोण कनेक्ट झालंय, कोणता फोन आणि मग त्यांना ते हॅक करणं खूप म्हणतात ना इझी जाऊ शकतं आणि तिथे जर तुम्ही कनेक्ट झालात. तर मला तर वाटतं, की तुम्ही फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स कोणतेच करू नका. अ, आणि कितीही व्हीपीएन तुम्ही वापरू शकता मला तर वाटतं. अ, कॅम कॉम्प्युटरमध्ये तुम्ही घरबसून तुमच्याकडे वायफाय असेल, तर काही प्रॉब्लेम नाहीये. आणि कधी-कधी बघा हे असतं ना, की पासवर्ड पण अटॅक होतात, म्हणजे डोमिसाईल अटॅक आपण म्हणतो डायरेक्ट अ, पासवर्ड इंजेक्शन जे दि दिलं जातं आणि तिथून आपल्याला डायरेक्ट कोणाला, कोणालाही म्हणजे जे हॅकर्स असतात, ते इतके आपल्याहून 10-12 पावलं खूप पुढे असतात एकंदरीत, त्यांना कोणताही फोन, कोणतीही सिस्टम दिली की ते, आजकाल असं काही नाहीये की तुम्ही लगेच, एखादा फोटो पण आजकाल डिलीट नाही होत. कारण तो कुठेतरी आपण डिलीट केला म्हणजे, तो फोटो काढला म्हणजे तो फोटो एक्झिस्ट आहे. आणि आजकाल आपण कुठलाही डेटा म्हणा, काही गोष्टी आपण लगेच रिकव्हर करू शकतो असं मला वाटतं. आणि म्हणतात ना की अ, म्हणून मला तर वाटतं की आपल्या फोनला सिक्युरिटी असणं आणि पासवर्ड असणं खूप गरजेचं आहे. कारण एक फोन आहे ना त्याची एक, अ, एक जरी म्हणतात ना त्याचा डेटा कोणाला कॉन म्हणजे गेला किंवा सिक्युअर त्या म्हणजे मुलींना स्पेशली मला सांगायचं आहे. की तुमचे फोटोज तुम्ही नीट ठेवा, त्याला एक म्हणतात ना कारण आपले पर्सनल फोटो असतात आणि मुलींना सवय असते की काहीतरी आपले फोटो टाकायचे, काढायचे आणि मग ते ठेवून द्यायचे गॅलरीमध्ये. आणि आजकाल असं आहे की मॉर्फिंग आलंय त्याच्यामुळे मला तर वाटतं, की तुम्ही आपल्याला नंतर, आपले तर फोटो नसू शकतात ते. पण आजकाल त्रास होतो आपल्याला असं मानसिक अरे, काय केलं हे. तर त्याच्यामुळे मला तर वाटतं ह्या लोकांपासून वाचण्यासाठी आ, नक्कीच आपल्या, म्हणजे आपल्या गोष्टींना आपणच प्रोटेक्टेड करायचं आणि पासवर्ड ठेवायचं, जेणेकरून आपल्याला त्रास होणार नाही असं मला वाटतं. कारण बघा ना आपल्या गोष्टींची काळजी आपणच घेतली पाहिजे. जसं की एखादा स्ट्राँग पासवर्ड ठेवून आणि अ, जसं की अ, वन टू फॅक्टर ऑ ऑथेंटिकेशन आपण म्हणू शकतो. कारण ते Gmailला तर आ, गरजेचं आहेच. कारण Gmail अशी गोष्ट आहे ना, ती आपल्याला लागते आणि त्या Gmailवरून कोणीही बँकेचा म्हणा, कसलाही ॲक्सेस घेऊ शकतो. त्याच्यामुळे मला तर वाटतं की पासवर्ड आणि सिक्युरिटी अ, साधी ठेवू नका. ती खूप स्ट्राँग ठेवा एकंदरीत.
हं, बरोबर आहे की. बरोबर आहे. हां. हां, नक्कीच. हां. बरोबर आहे की नक्कीच. हो. हं. हां. बरोबर आहे की नक्कीच. खरं आहे. हां. नक्कीच, केलं पाहिजे. तेच ना आणि महिला हां नक्कीच. <chuckles> नक्कीच गरजेचं आहे. बरोबर आहे की. आणि सोशल मीडियावर सुद्धा आता महिला असतील किंवा मुली असतील, तर त्यांनी सुद्धा कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? की तुमची बाबा सिक्युरिटी व्यवस्थित राहील, की फोटो अपलोड करताना असेल किंवा काय अपलोड करता असतील कोणत्या गोष्टी त्यांनी लक्षात घेतल्या पाहिजेत?
नक्कीच, त्याने तर मला तर वाटतं खूप गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. कारण बघा ना अ, कसं आहे की आपला जो अ Instagramचा पासवर्ड आहे तो पण कुठे शेअर करू नका. जसं मी म्हणाले, की Facebookचा सेम पासवर्ड आहे, Instaचा पण सेम पासवर्ड आहे, अ, परत अ, सेमच पासवर्ड आहे. सगळा तुमचा Snapchatचा एक आहे, LinkedInचा एकच आहे. म्हणजे काहीतरी व्हेरिएशन ठेवा. तुम्ही तिथे नंबर तुमचं नाव सेम ठेवू शकता. पण तुम्ही ॲटलीस्ट नंबर्स वेगळे करा, स्पेशल कॅरेक्टर वेगळे करू शकता. आणि खूप असं तुम्ही आपल्याकडे ना आणि आपल्या डोक्यामध्ये आपण आपल्या डोक्यामध्ये इतक्या गोष्टी लक्षात राहतात. मला तर वाटतं आपण इतके पण वीक नाही आहोत की आपल्याला अ, 5-6 ह्यांचे पासवर्ड जे 8 अक्षर आहेत आणि तेवढं मला वाटतं, की प्रत्येकाची मेमरी चांगली असली पाहिजे की असं नाही, अरे विसरलो मी किंवा त्याचे आहेत पासवर्ड. हे तुम्ही, ह्या गरजेच्या गोष्टी आहेत आणि हे आपल्यासाठी आहेत. जर तुम्ही विसरलात तर मग ते प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि इतकी मेमरी आपली शार्प असली पाहिजे. जर आपण एखादा ॲप वापरतोय ना तर मग त्याचा पासवर्ड पण लक्षात ठेवणं ठेवणं हे खूप गरजेचं आहे, असं मला एकंदरीत वाटतं.
हां. हं, बरोबर सगळीकडे म्हणजे एकच पासवर्ड ठेवला असं होता कामा नये. नक्कीच, ठेवलं पाहिजे. <laughs> बरोबर आहे की नक्कीच. हां. हं, हं, हं. बरोबर आहे ते. पण तुम्ही असं एखादं उदाहरण पाहिल आहे का, कोणत्या एखाद्याच अकाउंट लीक झालं आहे? किंवा फिशिंग झालंय अशा काही पद्धती पाहिल्यात का, तुम्ही तुमच्या उदाहरण जवळपास?
हो, हो. झालं ना, माझ्या मैत्रिणीचं झालेलं होतं, की तिने असंच एकदा अ, म्हणतात ना, की तिला अ, तिचं पासवर्ड तिचा तिने तिच्या मोबाईलच्या मध्ये लॉगिन करून ठेवलेलं. आणि तिच्या WhatsAppला पण, अ, WhatsApp असो तिने तिच्या डेस्कटॉपवर पण लॉगिन करून ठेवलेलं, म्हणजे तिचं WhatsApp अकाउंट. आणि मग नंतर काय झालं, की त्याच्यावर पण WhatsAppवर पण आजकाल ओ-टी-पी येतात. तुम्हाला माहिती असेल किंवा WhatsAppवर पण सगळे नोटिफिकेशन येतात. आणि कोणीतरी तिचं अकाउंट आहे ना ते अ, म्हणजे हॅक करायचं ट्राय केलं WhatsAppचा वापरून, म्हणजे अ, लोकांकडून पैसे मागितले आणि लोकांना वाटलं, की अरे हीच आहे म्हणून लोकांनी पैसे पण दिले. मला तर वाटतं लॉगआउट करणं देखील खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणतात ना, की प्रत्येक वेळेला जसं की तुमचं जेव्हा आपल्याला एक आपण बघा Googleची एक सेटिंग करतो. तेव्हा आपल्याला एक मेल येतो कोण दुसरीकडे कुठे लॉगिन असेल तर किंवा अ, तर ते देखील तुम्ही बघा कुठे लॉगिन होत आहे आणि जसं की किती अकाउंटमध्ये किती डिव्हाइसमध्ये तुमचं अकाउंट ते अ, लॉगिन झालेलं आहे. तर ते खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे मग कळालं ते आणि तिचं काय झालं, की अकाउंट त्यांनी हॅक करायचा ट्राय केला. कारण आपण बघा WhatsAppमध्ये सगळे फोटो पाठवून देतो एकमेकांना, की अरे माझ्या क्रेडिट कार्डचा वरचा फोटो आणि खालचा फोटो तिने पाठवून दिलेलं. पण तिचं असं वाचलं, की तिने ओ-टी-पी ऑन ठेवलेला. त्यामुळे तो ओ ओ ओ-टी-पी डायरेक्ट आहे ना तिच्या टेक्स्ट मेसेजवर आला. त्यामुळे आता तो जो तिथे अ, WhatsAppला आला असता तर खूप प्रॉब्लेम झाला असता एकंदरीत. तर त्यामुळे तिला तर वाटलं, की तिने तर केलं नाही आहे. मग अ, आणि तिचे मेसेज वगैरे गेले, मग लोकांनी मग तिने ते लगेच बंद केलं एकंदरीत.
हां. हां, हां, आलं लक्षात. हो, बरोबर आहे की नक्कीच येतात. हां. अरे! हां. हां. लॉगिन आहे, हां. हां. हां. हं, बरोबर आहे की नक्कीच अडचण झाली असते बरेच. उम्म, हां. पण असे म्हणजे झाल्यानंतर किंवा अकाउंट लीक झाल्यानंतर किंवा ह्या काही घटना घडल्यानंतर, पहिल्या सुरुवातीची 3-4 पावलं काय असावीत, की आपण काय करणं गरजेचं आहे? की आपल्या लक्षात आलं की आपला फोन लीक झालाय किंवा आपलं अकाउंट लीक झालंय अशा वेळेस?
iPhone तर मला तर वाटतं आहे, iPhone तर नाही होऊ शकत. कारण iPhoneचं असं आहे की तो फेस आयडी तर त्याला लागतो आणि जरी नंबर कळला त्याच्यानंतर त्याला थोडंसं समजतं की अरे नंबर टाकतोय हा पण हा फेस आयडी टाकत नाही आहे, तर मग अ, तो नाही घेत. असं होतं आणि अ, एकंदरीत आपण ती सेटिंग पण करू शकतो असं मला वाटतं. Android फोन असेल असा डायरेक्ट किंवा कुठलाही फोन असेल कोणाला भेटला डायरेक्ट फोन, तर मला असं वाटतं की पहिलंच, सर्वात पहिलं तुम्ही डायरेक्ट म्हणतात ना की लॉगआउट करून टाका. Android अ, Appleला तर आहे की तो लॉगआउट केला की तो चालणारच नाही. म्हणजे तो संपला विषय. फक्त डेड फोन राहील त्याचा आणि अ, जर Appleचा फोन असेल तर तुम्ही डायरेक्ट जीमेल अ, लॉगिन करून जीमेलमध्ये आपल्याला कळतं ॲक्टिव्हिटीमध्ये की कुठे झालाय? कोणी केलाय? तर त्याचं टू फॅक्टर ऑथेंटिकेशन ऑन ठेवा तुम्ही एकंदरीत, म्हणजे तुम्हाला लगेच मेल येईल आणि मग तिथे तुम्ही करू शकता की धिस इस नोट मी म्हणून ऑप्शन आणि मग मला वाटतं की तुम्हाला कळलं पण जाईल, कुठे कोणी काय केलं आहे आणि तिथे पण तुम्ही सगळं लॉगआउट करा. फोन जर गेला किंवा भरपूर गोष्टी, जसं की तुमचा फोन घेतलाय कोणी किंवा कुठतरी पासवर्ड समजला आहे, तर मला तर वाटतं की तुम्ही डायरेक्ट ते बंद कराल काही वेळापुरतं आणि लगेच पासवर्ड चेंज करून टाका. असं मला वाटतं.
बरोबर आहे की. <laughs> हं, हं, हां. अ, हां. हां, बरोबर आहे. हां, हां. बरोबर आहे की. खरं आहे. <chuckles> बरोबर आहे की. तर ह्याच्याबद्दलसुद्धा म्हणजे काय कोणत्या गोष्टी तुम्ही सांगू शकता, की आता ह्या गोष्टींसाठी किंवा आपण पासवर्ड वगैरे तर ठेवतो. पण त्याच्यानंतर जर का आपल्याला फोन जर का लीक वगैरे झाला किंवा अकाउंट जर का हॅक झालं किंवा सायबर सिक्युरिटी संबंधित काही गोष्टी असतील. तर ह्याच्यासाठी सरकारसुद्धा काही कामं करता आहे. तर त्या गोष्टींबद्दल काही सांगता येतील का? की ह्या लोकांना सुद्धा माहित असणं गरजेचं आहे. की इथं आपण कॉल करू शकतो. की ह्या ठिकाणी आपण कळवल्यानंतर आपल्याला मदत मिळू शकते. अशा काही गोष्टी.
हं. हो. सायबर सिक्युरिटीसा सिक्युरिटीसाठी मला तर वाटलं तुम्ही 108 आणि 121 ला कॉल करू शकता. आणि ते तुम्ही लगेच तुमची कंप्लेंट नोंदवू शकता एकंदरीत. आणि अ, तिथे कंप्लेंट नोंदवल्यावर तुमची लगेच म्हणतात ना, पैशाचा फ्रॉड असेल तर लगेच तुम्ही तिथे सांगून, की अ, जर अकाउंट नंबर असेल, तिथे त्यांना डिटेल्स देऊन कुठे कुठे झालं तर लगेच ती केस चालू होते. आणि जसं, जसं तुम्ही अ, समोरच्याच अकाउंट डिटेल्स देता, तर तिथे तुम्हाला डायरेक्ट अ, म्हणतात ना, की तुमचे अकाउं अमाउंट आहे ती होल्ड होऊन जाते डायरेक्टली. अ, म्हणजे काही प्रमाणात. जर त्यांनी काढली तर मग काही अ, अ, तर काही प्रॉब्लेम म्हणजे नाहीच मिळत. पण जशी ठेवली त्यांनी अ, तर मग मला आता वाटतं, की त्यातले बऱ्यापैकी पैसे आपल्याला रिटर्न मिळू शकतात. कोर्ट ऑर्डर करून म्हणा. एकंदरीत. तर हा एक पर्याय आहे.
हां. हां. हम्म, बरोबर आहे की. खरं आहे. अं, हां.
पण त्याच्यासाठी खूप मोठे खूप म्हणजे 1-1.5 वर्ष लागतात लोकांना किंवा कधी-कधी लवकर पण भेटतं म्हणून मी सांगते, की नका करू हे. आणि वकिलांची फी पण वेगळी. त्यांना ₹3,500 अ, कोर्ट ऑर्डरचे द्यावे ते वेगळे लागतात. परत अ, वीस तीस हजार रुपये त्यांची ती केस लढवायला त्यांना द्यावे लागतात. आणि समोरचा माणूस मग तुम्हाला तसं तुम्ही तिथे अ तुम्हाला अजून एक सांगते. की काय होतं माहिती आहे? जशी अशी तुम्ही अ, हे टाकलीत केस टाकलीत
अरे बापरे! <laughs> बरोबर. अरे बापरे! हां.
की लगेचं समोरचं तुमचं अकाउंट आहे ते फ्रीज होणार आणि मग ते तुम्हाला फोन करणार, "अरे, त चुकून झालं आमच्याकडनं आमचं तर नव्हतं. हे असं होतं." असे ते लोकं करतात. पण तिथे तुम्ही तिथे फसू नका. आम्ही तुम्हाला अमाउंट देतो नाही. अख्खे ती जितके अमाउंट असतील तेवढे सगळे ब्लॉक होऊन जातात त्यांचे मग 10 लाख असू दे, 50 लाख असू देत, सगळं. त्याच्यामुळे मला आता वाटतं की ही हा एक इम्पोर्टंट आहे. आणि असं जोपर्यंत आपण करत नाही त्या केसला किती पण टाईम लागू देत, पण जर त्यांना पैसे नाही मिळाले पाहिजे कारण हे चुकीचं करतात एखादा. तर
हां. नक्कीचं. <chuckles> खरं आहे की. अरे बापरे! हां. नाही खरं आहे. म्हणजे थोडक्यात त्या त्या पातळीवर पोहोचण्याच्या आधीच जर का आपण पासवर्ड व्यवस्थित ठेवला किंवा सिक्युरिटीची जर का काळजी घेतली, तर म्हणजे या पातळीवर जाण्यासारखी काही गरज नाही. अन् तुमच्या बरोबर बोलून म्हणजे मला बऱ्याचं गोष्टी लक्षात आल्या की कशा पद्धतीने आपण पासवर्डसुद्धा अवघड ठेवू शकतो. त्यात किती कॅरेक्टर यूज करू शकतो. ह्या गोष्टी झाल्यानंतर टू फॅक्टर अ, ऑथेंटिकेशन असेल, पुन्हा तुम्ही अ, की लॉक मॅनेजर काही सांगितलं काही गोष्टी. म्हणजे तुमच्याबद्दल बोलून म्हणजे मला बऱ्याचं गोष्टींची माहिती मिळाली. आणि नक्कीचं आपण पुन्हा भेटूयात. धन्यवाद.
नक्कीच. नक्कीच. हं, हं. नक् हो. बरोबर. नक् हं. धन्यवाद. मला पण खरचं खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. एकंदरीत आपण एकदम महत्त्वाच्या आणि आजच्या ट्रेंडिंग टॉपिकवर चर्चा केली आणि आपण नक्कीचं पुन्हा भेटूयात. धन्यवाद.
<chuckles> धन्यवाद.